त्याच्यामध्ये येत असतात कोडिंग्स वगैरे तर ते मी शिकतच होते आणि तसं-तसं इकडं मी उतरवत होते ते मला जेवढं मी शिकत होते तेवढं मला जेवढं समजतंय तेवढं मी त्या लॅपटॉपमध्ये आणि कम्प्युटरमध्ये उतरवत होते. तर अ, मला त्याच्यामध्ये म्हणजे असं नाही की सगळ्याच गोष्टी क्लिअर आल्या की लगेच मला आउटपुट भेटलं सगळ्या गोष्टीचं परफेक्ट तसं नाही मला मध्ये खूप अडथळे आले जसं की मी त्याला रन करायचे ना ते जे कोडिंग होती रन करायचे, तर अ, त्याच्यामध्ये मला एवढे एररर्स यायचे कधी-कधी म्हणजे कधी-कधी एका मिनिटात होऊन जायचं असं एक सेकंडसुद्धा लागायचं नाही. हो, हो. आणि अ, कधी-कधी तर म्हणजे एवढे एररर्स यायचे ना म्हणजे इतकं आपण म्हणतो ना एक स्ट्रेस आणि एक फ्रस्ट्रेशन कोणी टाकल्यासारखं.
बरोबर. हो, बरोबर आहे. हां. हां. हं, हं. हां. हां. हां, हां. अरे बापरे! हो, हो ना, हो ना, हो, हो. हां. बरोबर. हो, स्वाभाविक. हां.
हो, तसं मला वाटायचं. तर म्हणजे एवढे अडथळे येऊन सुद्धा मी एक मला जवळपास 6 महिने लागला तो प्रोजेक्ट कंप्लीट व्हायला आणि आता एक छान असं युजर फ्रेंडली फ्रंट एंड माझा तयार झालेला आहे.
हां. वाह! छान. म्हणजे अडथळ्यांना सामोरं गेले तुम्ही सगळ्या आव्हानांना तुम्ही सामोरं गेले आणि अ, हे तुम्ही शिकलात ही गोष्ट आणि हे प्रोजेक्ट कंप्लीट केलंत तुम्ही. मग आता हे जे यश आहे, हे यशसुद्धा पचवताना तुम्हाला काय नवीन अजून काय प्रेरणा मिळते, अजून काय नवीन करावं असं तुम्हाला वाटतं?
बरोबर. तसं जर नवीन करायचं म्हटलं ना, तर अ, हे तर आहेच आपण ह्या तर गोष्टी आहेत करिअरच्या आहेत, छंदाच्या आहेत. पण अशा नवीन गोष्टी जसं आपलं स्वयंपाकाचं बघा मला स्वयंपाकामध्ये पण अशा नवीन-नवीन गोष्टी शिकायला किंवा ते बनवायला खूप आवडतं जसं नॉन-व्हेजच्या नवीन-नवीन डिशेस झाल्या किंवा मग आपल्या व्हेजच्या डिशेस झाल्या मी Youtubeवर म्हणजे असं कधी एखादं आपण Instaवरती रील बघितली अरे चला आता ही डिश छान वाटते चला Youtubeवर सर्च करू की ही डिश बनवतात कशी? म्हणजे हे तेही मला एक शिकायला खूप आवडतं म्हणजे नवीन-नवीन त्याच्यामध्ये आपण कशा ट्विस्ट टाकायचे म्हणजे जुन्याच गोष्टी असतात पण ट्विस्ट टाकून त्या नवीन कशा बनवायच्या, कशा तयार करायच्या, म्हणजे जेणेकरून त्याची चव उत्कृष्ट लागेल आणि आपल्याला खायला पण एक आनंद मिळेल तो खाल्ल्यावरती तर मी तसं पण एक नवीन-नवीन शिकत असते. आणि जसं आपल्या अ, बाकीच्या पण गोष्टी झाल्या अ, जसं मला सिंगिंगची पण एक आवड एक छंद म्हणता येईल की मी त्याच्यामध्ये पण एक म्हणतो ना आपण अ, जसं आपला सूर, राग असं म्हणजे त्याच्यामध्ये पण मी नवीन-नवीन जसं-जसं येतं तसं-तसं ॲड करून मी ते म्हणायचा प्रयत्न करते म्हणजे शिकत राहते म्हणजे असं नाही की मला फक्त छंदच म्हणा किंवा करिअरच म्हणा अशा गोष्टी पण मला अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या नवीन-नवीन मला शिकावं वाटतात आणि ते बघून मेन म्हणजे ना, या गोष्टी बघितल्या आणि ऐकल्या तरच आपण त्या गोष्टीकडे ना जास्त प्रेरित होतो असं मला वाटतं.
हां. हो. हो. अरे वाह! छान, छान. हां. हां. हं. <chuckles> हं, हं. <chuckles> अच्छा. हां. वाह! छान. हां. करेक्ट. छान, छान. <chuckles> हां. हं. बरं. वाह!

हो, हो, हो. किती छान तुम्ही सोप्या शब्दांमध्ये सांगितलंत आणि अ, आता तुम्ही मला जरासं मार्गदर्शन करू शकाल का की अ, हे जे प्रॅक्टिकली आपण अ, अ, जेव्हा याच्यामध्ये काम करत असतो अ, सी श आणि हे शिकत असतो. कधी-कधी अं, मन नाराज होतं आणि नकारात्मक विचार येतात. मग तिथे तुम्ही कसं स्वतःला प्रेरित ठेवता? तिथं स्वतःला कशी प्रेरणा देऊन किंवा मोटिव्हेशन देऊन पुढे सरकत राहता? असे तुमचे काही अनुभव आहेत का आणि आम्हाला तुम्ही काय सल्ला द्याल, अशा वेळेला? काय करायला हवं?
बरोबर. बरोबर. हो, तसं जर सांगायचं म्हटलं ना, एक माझा अनुभव आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, मला स्वयंपाकामध्ये म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी बनवायला खूप आवडतं. जसं मी वेगवेगळ्या बघते आणि ट्राय करते. तसंच मी एकदा एकदा केक बनवला होता. तर अ, केक बनवला आणि तो म्हणजे एकतर अ, मी त्याच्यामध्ये जास्त बेकिंग सोडा एक बेकिंग अ, एक पावडर असतं आपलं, ते टाकलं. तर ते माझ्याकडून आय थिंक थोडं जास्त प्रमाणात पडलं. तर ते हां. आणि तो केक म्हणजे असा एकदम फुगला आणि पण त्याची चव ना खूप असं सोडा जास्त टाकल्यासारखी सोड्याची कशी आपल्याला टेस्ट लगेच कळते. अ, त्याच्यामध्ये तशी लागायला लागली आणि मग मला इतकं मन नाराज झालं, की एवढं मेहनतीने एवढं आनंदी असं एवढं हे बनून मी ते केलं आणि ते बनलं नाही चांगलं, मला खरंच खूप वाईट वाटलं. पण म्हटलं नाही एकदा चुकेल, दुसऱ्यांदा चुकेल, तिसऱ्यांदा चुकेल, पण चौथ्यांदा ते चांगलं होईल ना! तर म्हणजे असं एकानी मला त्या गोष्टी बनवायला खूप आवडतात. त्याच्यामुळे एक अ, ह्या गोष्टीनी पण एक मला म्हणता येईल, की एक अ, पाठबळ दिल्यासारखं किंवा मग एक अ, प्रेरित केल्यासारखं, की नाही आता चुकलं दुसऱ्यांदा पण तिसऱ्यांदा प्रत्येक आयुष्यामध्ये 3 चान्स तर कोणालाही भेटतात. तर आपण केकला नाही देऊ शकत का? सो हो.
हं, हं. बरं. हां. <chuckles> हां, हां. <chuckles> हं. हो. हं. अ, अरे बापरे! हं. <chuckles> अरेरे! हो, हो, हो. हं. <tsk> अरे बापरे! हो ना. हां. हां. अगदी. वाह! छान! हं. वाह! छान! हं. वाह! किती छान! <laughs> खूपच सुंदर सांगितलं, म्हणजे नकारात्मक घटनेला तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन दिलात आणि अ, तुम्ही प पुढे वाट काढत राहिलात. आणि पुढचा केक कसा होता मग? <chuckles>
बरोबर. अन् मग अ, दुसऱ्यांदा थोडा ठीक होता. तिसऱ्यांदा नाही जमला. तिसऱ्यांदा पण एक जवळपास तसाच झाला, पण चौथ्यांदा पण मी हळू, हळू, हळू मग बरोबर एक आत्तापर्यंत एक बेस्ट चांगले केक बनवते. <chuckles>
हं. अच्छा. हं. वाह! छान! किती छान!
आणि तसंच एक उदाहरण आहे माझं ना, एक आपली अ, बाजरीची आणि जवारीची भाकरी असते ना हो, तर मला अ, ती पण बनवायला आवडते आणि मला ती पण म्हणजे मी बनवते. म्हणजे एखादी गोष्ट कशी असती, अ, आपल्याला 2-3 वेळेस ट्राय करून जर ती बनत असेल ना, तरच ती ट्राय करायची. मी तशी ही 2-3 वेळेस नाही अशी मी 10 वेळेस म्हणजे खूप वेळेस असं एक 2-3 वर्ष का म्हणत नाही आणि अजून पण ट्राय करते. हो, म्हणजे शिकायला आवडतं, पण अ, एक अशीच गोष्ट आहे, की ती भाकर मला अजूनही जमलेली नाही आहे. <chuckles> एक महत्वाचं
<chuckles> हं. हो. अरे वाह! हं. बापरे! हो. म्हणजे चिकाटी आहे तुमच्याकडे भरपूर. हो, हो. हो ना. हं. अरे, नाही तुम्हाला भाकरी नक्की जमेल. तुम्ही खूपच अ, चिकाटीने प्रयत्न करता आहे, तर नक्की जमेल आणि अ, खूपच छान तुम्ही अ, युक्त्यापण दिल्यात आणि खूप छान अनुभव तुमचे शेअर केले. अ
हो, हो, हो. हो, हो, हो.